अरे वाह! कारण अ, खूपच हं खूपच कारण आपण बजेट वाचविण्यासाठी खूप अ, छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करतात. आणि नक्कीच मला वाटतंय की अ, ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर नक्कीच आपण कमी बजेटमध्ये छान प्रवास करता येईल. परंतु मला वाटतंय, रूमबरोबरच अ, आपल्याला जेवण किंवा मग नाश्ता, तर मला असं विचारायचंय की प्रवासामध्ये अ, ट्रिपमध्ये भूक लागल्यावर तुम्ही असं, लागल्यावर जुगाड म्हणतात ते, म्हणजे असा कोणता एक असा पदार्थ होता हिट, की जो तुम्ही अ, जुगाड लावलेला होता, की भूक लागल्यावर हा पदार्थ हमखास खायचा. <chuckles>
हां, म्हणजे विचार करा हां. हो, हो. हं, हां. अ, बघा अ हां, आम्ही कसं आहे, भेळ वगैरे बनवून घेऊन गेलो होतो. त्यामुळे भेळ वगैरे खाऊन ते व्हायचं काम. आणि दुसरं काय करायचं, फक्त रस्त्यामध्ये आम्ही ढाब्यावर थांबायचो. ढाब्यावर कसं जेवण स्वस्त भेटतं आणि चांगलं भेटतं आणि शुद्ध भेटतं. मोठ्या हॉटेलमध्ये थांबायचं नाही, कारण की ते अ, शीळ अन्न खायला घालतात, गरम करून. त्यामुळं ढाबे वगैरे वगैरे हां, जेवायचो आम्ही. आणि दुसरं कसं आहे, की होमस्टे घेण्यामागचं कारण तेच होतं, की आम्ही घरातून इलेक्ट्रिक शेगडी घेऊन गेलतो. तर त्याच्यावरती आम्ही आहे ना, ते होमस्टेमध्ये सगळं किचन वगैरे सगळंच असतं, कारण की घरच असतं ना ते. बेडरूम्स वगैरे, हॉल
हं, हं. हो, अगदी बरो हो, हो. हं. नाही, नाही तो खूप अ, वाईट आहे, बरोबर आहे. हं. अरे वाह! हो कारण तुम्ही सगळं जुगाड लावूनच गेलेला होता प्रवासाला एक प्रकारे.
हां, ते होमस्टेमध्ये आम्ही जेवण बनवायचं घरच्यासारखं, कारण की बाहेरचं जेवण खाऊन पोट बिघडतं. मग आम्ही तिथं काय आहे ना, जेवण वगैरे बनवायचो. म्हणजे असं नाही का, नॉर्मल अ, भाजी आणि चपाती वगैरे, किंवा खिचडी जास्त बनवायचो आम्ही. पुलाव जास्त बनवायचो, कारण की पुलाव सोप्पा पडतो आणि खाण्यासाठी पण चांगला आहे. आणि सकाळी नाश्त्याला पोहे किंवा उपीट बनवायचो. तर त्यामुळे काय होतं, आमचं बजेट वाट वाचलं. सोप्पा पडतो
<chuckles> हं, हं. हो. हं. हो, हो. हं, हं, हं. हो, हो, अगदी. कारण ते आपल्या शरीरासाठी आणि अ, हॉटेलपेक्षा खाण्यासाठी मला वाटतं की कुठेतरी खरंच ते महत्वाचं आहे ना. कुठेतरी अ, ह्याच्यातून आपला थोडा-थोडा <chuckles> पैसा देखील नक्कीच वाचतो.
हां, म्हणजे बघा ना हो, म्हणजे होमस्टे म्हटलं ना, तर तुमचं दग ते घरासारखंच झालं आणि प्रायव्हसी झाली. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेवण वगैरे बनवून आरामात खाऊ शकता. आपल्याला पाहिजे तसं चहा, कॉफी, सगळं. म्हणजे ते पैसे वाचतात. बाहेरचं खाऊन शरीर बिघडून अ, हॉस्पिटलला पैसे घालवण्यापेक्षा आम्ही प्रत्येक ठिकाणी होमस्टेच बुक करत होतो, जेणेकरून आम्हाला घरच्यासारखं वातावरण भेटावं आणि घरच्यासारखं खावं. आणि अशा जुगाडू गोष्टी वापरून आपण अ, काय म्हणतात, नक्कीच अ, बजेटमध्ये ट्रिप करू शकतो. आणि अ, अशा अजून खूप ट्रिक वापरतो आम्ही, म्हणजे नाही का, जेणेकरून पैसे वाचावं.
हं. अ, हो, हो. हं, हं. हो, हो, हो. हं. नाही, नाही खूपच सुंदर. हं. हो, हो. हो, हो. आता हं, आता तुम्ही ट्रिक्स अ, बोललात, तर <chuckles> मला असं वाटतंय की अ, ज्यावेळेस प्रवास येतो, त्यामध्ये छोट्या-छोट्या ट्रिक्स कुठेतरी फार महत्त्वाचं काम करून जातात. तर अ, तुम्ही ट्रिक्समधल्या बद्दल प्रवासामध्ये बजेट टिकविण्यासाठी अशी Google अ, मधल्या किंवा ऑनलाईन डील्स अ, ह्यापैकी तुम्ही जास्त कशावर भर देतात?
हां, हां. अ, बघा, आम्ही काय करतो ना, अ, ऑफर्स बघतो, कुठे चालल्या आहेत का नाही का. ते डील्समध्ये आम्ही यात्रा वगैरे बुकिंग आणि आम्ही शक्यतो काय करतो ना, अ, स्वतःच्या ट्रिप स्वतःच बुक करतो. म्हणजे आम्ही काय करतो, डायरेक्ट बुकिंग नाही करत, कारण की डायरेक्ट बुकिंग महाग पडते. आम्ही तिथे जातो आणि मग तिथं शोधतो. एकतर आम्ही काय शोधतो हां, शक्यतो आम्ही भक्तिधाम शोधतो.
हं, हं. हो, हो. हां, हां, अगदी योग्य हं. हं. हो, हो. <chuckles> म्हणजे डायरेक्ट करावं. नक्कीच, नक्कीच. कारण जे कुठेतरी अ, मधात जो पैसा जाणार आहे, कुठेतरी तो तुम्ही वाचवायचा डायरेक्ट प्रयत्न करतात.

नाही, नाही तसं नाही होत. आम्ही कसं आहे आमचं अ, बिझनेस असल्यामुळे आम्हाला पैशाची कमी नाहीये. लाख रुपयेच बजेट होतं आम्ही आणि आम्ही ते 55,000 मध्ये ट्रिप कंप्लीट केली म्हणजे आम्ही पंचेचाळीस हजार रुपये वाचवले त्या ट्रिप मागं. आणि आम्ही काय करतो ना. अ, शक्यतो हां, म्हणजे आता बघा आम्हाला जसं स्थळ गाठायचे आहेत नाही का? तर आम्ही काय केलं की आमची गाडी जरा मोठी असल्यामुळे चांगला आरामदायक स्पेस आहे त्यामध्ये, नाही का. आणि त्यामुळे काय करतोय आम्ही, की जास्त करून ना आम्ही आ अनावश्यक ठिकाणी थांबत नाही. म्हणजे आमचं जेव्हापर्यंत स्थान येत नाही. म्हणजे आम्हाला तर अयोध्येवरून आम्हाला जायचंय समजा अ, इंदोरला तर आम्ही तोपर्यंत आहे ना कुठे स्टे घेत नाही. डायरेक्ट इंदोरला स्टे घेतो आणि मध्ये आहे ना मग मी रात्रीचं मी गाडी चालवतो. आणि दिवसा दाजी गाडी चालवतात. मग त्यामुळे काय होतं, की आमचं ते गाडीमध्ये झोपणं पण होऊन जातं. आणि हां, हॉटेलचे पैसे पण वाचतात आणि टाईम पण वाचतो.
हं. <chuckles> अच्छा-अच्छा. अरे वाह! हं. म्हणजे एक कम हं. हं. हो, हो. हं, हं. अरे वाह! खूपच छान. हं, हं. हं, हं. नाही, नाही अगदी योग्य आहे, हां. <chuckles> हो. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं की तुम्ही एक अतिशय कमी बजेटमध्ये कुठेतरी रॉयल रॉयल अनुभव मिळवतात हे ख
<chuckles> हो. आणि आम्ही आजपर्यंत काय आहे ना, जेवढ्या पण ट्रिप केल्या, आमचा बजेट हाय असतो आणि आम्ही लो बजेटमध्येच काम करतो. <chuckles> म्हणजे म्हणतात ना जेवढं कोणीच पैसे वाचू शकत नाही ना, आम्ही तेवढे पैसे वाचायचा प्रयत्न करतो. कारण की बघा, मला असं वाटतं ना की अ, जी आपली अ, म्हणतात ना प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये आपण तिथला निसर्ग, तिथलं दृश्य, तिथलं पर्यटन स्थळ, ते फिरणं जास्त महत्वाचं आहे बाहेरच्या खाण्यापेक्षा किंवा अ, महागातल्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा.
<chuckles> अ हं. हां. अरे वाह! खूप सुंदर आहे, हां. हां, हां. हो, हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हो, हो. अगदी बरोबर आहे. अ, हो. आणि त्याचबरोबर आता आता तुम्ही फार अ, म्हणजे बजेटमध्ये अ, छान प्रवास करतातच. परंतु भविष्यामध्ये अशी एखादी ड्रीम ट्रिप आहे का जी बजेटमध्ये प्लॅन करायचा तुमचा सध्या प्लॅन आहे.
तर आम्ही ते जास्त ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न करतो. हो, नक्कीच आहे. हो, नक्कीच आहे, म्हणजे आता बघा जास्त लोकं असल्यामुळे, आम्ही गाडी घेऊन गेलो ठीक आहे. पण जेव्हा असं पण होत की कमी लोकं असतात. आता नेक्स्ट महिन्यात माझी ट्रिप आहे, त्यामध्ये आम्ही दोघेच जण आहोत, नाही का. तर आजी आणि मी त्यावेळेस मी काय करतोय ना रेल्वेने प्रवास करणार, धर्मशाळेत राहणार. आणि हां, त्यावेळेस आम्ही जेवण नाही बनवणार पण आम्ही असं इस्कॉन वगैरे मंदिर आहे तिथं जात असतो. तर तिथं आम्ही जेवण वगैरे करणार कमी पैशामध्ये, कारण की आमच्या सारख्या भक्तांना तिथं कमी अ, सवलतीमध्ये चांगलं उत्तम जेवण भेटतं.
हां, हो, हं. हो, हो, हो. <chuckles> हं. हो, हो. हो, हो. नक्कीच, नक्कीच. नक्कीच, नक्कीच. अन कुठेतरी तिथं जेवणाला एक वेगळीच चव असते. नक्कीच, नक्कीच हेदेखील
तर आम्ही तेच करतो.

हो. आणि मंदिराचा प्रसाद खायला आम्हाला खूप चांगलं वाटतं, कारण की ते बजेट फ्रेंडली आहे. 50 किंमत असते त्याची. 50त पौष्टिक आहार भेटतो म्हणजे हॉटेलम मसालेदार खाऊन पोट बिघडवण्यापेक्षा आम्ही ते करणार. आणि काय करणार आहे ना मी एक डोकं लावलंय माझी जी बजेट ट्रिप आहे, ती कमीत कमी 15 ते 20 दिवसाची करणार आहे आणि जास्तीत जास्त 1 महिन्याची तर वृंदावनला जायचं चालू आहे माझं. तर मी काय करणार आहे?
<chuckles> हं. <chuckles> हं. हं. हो, हो. हं. नक्कीच, नक्कीच काय आहे. अच्छा, तर आता बजेट ट्रिप म्हणले तर आता तुम्ही अ, जे फोटोचे पैसे आहेत ते कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर तुमचा मोबाईल फोटोग्राफर म्हणून तुम्ही कोणाला कुणाला वापराल?
अ, बघा माझ्याकडे आहे ना त्यासाठी मी एक जुगाड केलेला आहे. माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे. त्या ट्रायपॉडमध्ये आहे ना, एक रिमोट आहे आणि आम्ही काय करतो ते ट्रायपॉड लावला आणि आंगले सेट केला. मग खिशात हात घालून ते रिमोटचं बटन दाबलं की फोटो क्लिक होतो म्हणजे कशाला आम्हाला पाहिजे आणि ॲझ अ माझ्याकडे iPhone असल्यामुळे खूप चांगले फोटो येतात माझ्याकडं. त्यामुळं ते विषय वाचून जातं की फोटोग्राफी आम्ही स्वतःच करतो. आणि सेल्फी स्टिक वगैरे असल्यामुळे ब्लॉग बनवणं ह्या गोष्टी करणं. आणि दुसरं काय आहे, की हां, माझी ही जी बजेट ट्रिप आहे.
<chuckles> हां. हां, हां. अरे वाह! <chuckles> अच्छा, अच्छा. हं, हं. <chuckles> अरे, वाह, खूपच सुंदर. कारण हं. तुम्ही म्हणजे एकदम बजेटमध्ये ट्रिप कशी होईल याचा जास्तीत जास्त हे करतात, तर अ, कधी बजेटमध्ये ट्रिप अ, मध्ये तुम्हाला हॉटेलऐवजी कधी रेल्वे स्टेशनवर झोपायची वेळ आल लागलेली आहे का? कधी असं झालेलं आहे? नाही का नाही?
हां. नाही, नाही. तसं काही नाही असं कधीच झालं नाही आणि आम्ही करतसुद्धा नाही रेल्वे स्टेशनवर झोपण्याइतकं अ, कधीही परिस्थिती येत नाही. आम्ही काय करतो पहिलेच अ, पैसे वगैरे साचळून ठेवतो, ट्रिपसाठी. आता मी काय जुगाट केलाय, की आता ही माझी पुढची ट्रिप आहे ना त्याला मी हॉटेल नाही बुक करणार. कारण की 15-20 दिवसाचं गेस्ट अ, होमस्टे किंवा हॉटेल बुक करणं महागात पडू शकत नाही का?
हो, हो. अगदी बरोबर. हं. हो, हो. नाही, नाही, अगदी बरोबर आहे. हं, ते महागात पडू शकतंय नक्कीच.
तर मी अ, तिथं रूमच भाड्याने घेणार आहे. डायरेक्ट चार पाच हजार रुपये महिन्याला भाडं.
हो, हो, हो. कारण त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणं जाता येईल आणि जास्तीत जास्त ठिकाणं आपल्याला पाहता येतात आणि त्यामुळे आपली जी एक प्रवास आहे किंवा जी बी आपली एक सहल आहे, ती एकदम बजेटमध्ये आणि छान होईल नक्कीच. हो.
हां. हो. आणि बघा ना रूम भाड्याने केलं, तर महिनाभर राहू शकतो. 5000 भाडं येतं तिथलं लोकल एखादी रूम भाड्याने घ्यायची. मस्तपैकी त्याला महिन्याला 5000च्या जागी 7000 द्यायचे. रूम महिनाभर भेटतील आणि अख्खं तिथलं पर्यटन स्थळ फिरून होईल माझं बजेटमध्ये. आणि हॉटेलचे जे 50000-60000 जाणार आहेत ते वाचतील. तर असे मी जुगाड करतो आणि नक्कीच मला आपल्याला हे म्हणतात ना, कमी प्रवास खर्चामध्ये अ, प्रवास करणं बजेटमध्ये प्रवास करणं, हे सांगून खरंच खूप छान वाटलं आणि खूपच बोलून मला भारी वाटलं.
हं. हो, हो. हो, हो, हो, अगदी बरोबर आहे. नक्कीच, नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच नाही. हो, कारण अ, आपणदेखील खूप अ, छान सांगितलं की कशाप्रकारे आपण अ, प्रवासाला जात असताना एकदम बजेटमध्ये प्रवास करतात. आणि तिथली मजा किंवा तिथल्या आठवणी कुठेतरी त्या प्रवासाला वेगळंच बनवून जातात. तर अ, अगदी छान वाटलं आपल्याशी बोलून. आपण फार सुंदर सांगितलं आणि आपल्याकडून काहीतरी नवीन शिकायला किंवा मग कमी बजेटमध्ये चांगला प्रवास कसा करता येईल, नक्कीच मला कुठेतरी अ, त्याबद्दल माहिती मिळाली. छान वाटलं. चालेल, भेटूया पुन्हा.
हो, नक्कीच. मला सुद्धा खूप छान वाटलं आणि खरंच पुन्हा भेटूया. हो, धन्यवाद. <chuckles> पुन्हा भेटूया.
हां, हां. चालेल, चालेल ठीक आहे.